आणि मग अशा प्रकारे मी, अ, म्हणजे मला असं वाटलं, की आता हे इंग्लिश काही एवढं अवघड नाही. मी जर म्हटलं तर मी करू शकतो. आणि मी ते इंग्लिश कसं-बसं शिकलो. हो. आणि शिकलो मी इंग्लिश आणि चांगल्या पद्धतीने शिकलो बरं असं पण नाही हलक्या पद्धतीने. एवढं शिकलं का? माझे ना एका सेम म्हणजे 2 सेमिस्टर असतात. तो 4th सेमिस्टर आणि 6th सेमिस्टर, 4th आणि 5th सेमिस्टर होतं माझं, नाही 3rd आणि 4th सेमिस्टर म्हणजे दुसऱ्या वर्षाचं पहिल्या वर्षीचं तुम्ही चिठ्या करून पास हां, सेकंड यिअरचं मी तर पास झालंच होतो पहिल्या ह्याच्यात.
बरं, बरं, बरं आणि मग? करू शकतो. कॉन्फिडन्स. हं, हं. अरे वाह! मस्त, म हां, बरोबर आहे. बरं. अच्छा, अच्छा 2nd हं.
पहिल्या चिठ्या मारून, तर मग आणि त्याच्यानंतरचा मग 4-5 वर्षाच्या नंतरचा गॅप नंतर मग मी ह्या गोष्टी इंग्लिश शिकलो आणि बाकीच्या गोष्टी केल्या.
हां. अरे वाह! थोडा घ्या.
हं. आणि मग मी शिकल्यानंतर मी ज्यावेळेस विषय दिले ना, तर एकाच अ, म्हणजे पहिल्याच ह्याच्यामध्ये स अटेम्प्टमध्ये सगळे विषय क्लिअर. दुसऱ्या अटेम्प्टमध्ये सगळे विषय कर, तिसऱ्या अटेम्प्टमध्ये ती सगळे विषय क्लिअर. आणि मग लगेच उडीच मारल्यासारखं वाटलं. आणि मग अशा प्रकारचा रस आपल्याला परत येतो.
अरे वाह! क्या बात है! अरे, बापरे! अरे वाह, वाह, वाह! हां, ना म्हणजे एक आपण म्हणतो घेतली उडी घेतली किंवा जम्प घेतली एकदम म्हणजे तुम्हाला हेड स्टार्टच मिळाला त्याने अगदी.
हं, हं, हं. तर अशा प्रकारचा रस असतात काही का कधी-कधी तो रस आपण कोणच्यातरी कारणाने घेतो आणि तुटून जातो किंवा अ, आपण ते करत नाही. परंतु एखाद्या गोष्टीत जर रस घेतला आणि आम्हाला याचा फायदा पुढं काय होऊ शकतो. ते जर आम्हाला कळालं तर तो रस पुन्हाही येतो. मला असं वाटतं एखाद्या गोष्टीतला.
हं. बरोबर आहे. अगदी, अगदी, अगदी. म्हणजे थोडक्यात आपण ज्याच्यामुळे रस गेला. ते मूळ कारण जर शोधलं आणि आपलं जर पर्पज पहिल्यापासून जर क्लिअर असेल तर त्या दोन्हीची सांगड घातली ना, तर आणखीन म्हणजे नाही का ते त्यात रस तर येतोच येतो पण येऊ शकतात हे तुम्ही खूप छान सांगितलं. तर अं, एक जाता-जाता तुम्ही असं काही सांगू शकाल का, की छोटे-छोटे सराव किंवा रिच्युअल्स ज्याला आपण म्हणतो, की ज्याच्यामुळं आपला जो रस आहे किंवा इंटरेस्ट आहे तो कायम राहू शकतो एखाद्या गोष्टीतला किंवा एखादी साधी दिनचर्या तुम्ही काय सांगू शक
हं, हं. हं, हं. हं, हं, हं.